आजकाल शहर एवढं आधुनिकीकरणामध्ये सुधारत चाललंय ना, की तिकडे निसर्ग असं जास्त बघायला मिळत नाही हं. म्हणजे खूप वेळेला असं होतं, की अ, निसर्गात राहायचं असेल तर असे निसर्गरम्य ठिकाणं शोधावी लागतात. सो मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल, की तुम्हाला काय वाटतं, की शहरात राहून तुम्ही निसर्गाशी कनेक्ट कसं राहता?
हं. हं, हं, हं. हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता काय झालं आहे, की शहराचे जे म्हणतात ना नूतनीकरण कुठेतरी होत आहे. कारण शहर आता लोकं जंगल कापून देखील तिथे आपली जी अ, वस्ती आहे किंवा मोठ-मोठे अ, बिल्डिंग आहेत हे कुठेतरी इमारती उभार टाकीत आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी जो निसर्ग आहे हा फार कमी पाहायला मिळत आहे. तर मला वाटतंय, की आपण ज्या शहराच्या ठिकाणी आहे, आपण अ, तिथे निसर्गाशी कनेक्ट राहिलं पाहिजे. कारण आपल्याला निसर्गाकडून अशा भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. जसं की अ, एक साधेपणा म्हणा, एक अ, जे म्हणतात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा किंवा मग ते ऑक्सिजन म्हणा. मला वाटतंय, की निसर्गाने आपल्याला भरपूर साऱ्या अशा गोष्टी दिल्यात, की त्या आपल्या रोजच्या जीवनावर अ, एक चांगल्या प्रकारचा प्रभाव टाकतात. तर निश्चित मला वाटतंय, की ज्यावेळेस आपण शहरात आहोत त्या वेळेस आपण अ, प्रत्येक वेळेस आपण निसर्गाशी कनेक्ट राहिलं पाहिजे. निसर्गामध्ये आपण बाहेर फिरायला गेलं पाहिजे. निसर्गामध्ये आपण झाडे लावायला पाहिजे. तर मला वाटते अशा छोट्या छोट्या जर आपण एक्टिव्हिटी केल्या तर निश्चितच आपण शहरामध्ये असूनदेखील निसर्गाच्या कनेक्टमध्ये राहू शकतो.
हं. हो. हं. हं. हं. हां. हं. हं. हं. हो ना. हं. हं. हं. हं. हं. हो. पण तुम्ही कुठे असं निसर्गरम्य ठिकाण म्हणा, की निसर्गाशी जे कनेक्ट होतो डायरेक्टली आपण. तर अशा ठिकाणी कुठे जाता का हो?
हं. हं, हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला वाटतंय की ज्या प्रकारे शहरीकरण होत आहे, ज्याप्रकारे निसर्ग, ह्याला कुठेतरी कमी करण्यात येत आहे. तर मला वाटतंय अशा वेळेस, आपण कुठेतरी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आणि जे नवीन शहरीकरण होत आहे, अ, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. आता ज्याप्रकारे आपण मनुष्य आहोत, आपल्याला देखील कुठेतरी राहायला घर, अन्न व अ, ह्या इत्यादी गोष्टी लागतात. ऑक्सिजन, त्याचप्रमाणे पक्षी, अ, जनावर असू, ह्या लोकांना देखील कुठेतरी जे म्हणतात ना, निसर्ग लागतो. कारण त्यांना राहण्यासाठी काही अलिशान घर नसतं किंवा मग ते आपल्या सारख्या सुख सुविधा नसतात. तर
हं हं. हं. हं. हं. हं. हो ना. नाही पण मग तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी जाता का? जिथे आपल्याला निसर्गाशी कनेक्ट होता येईल?
अ, नक्कीच, नक्कीच. अ, मी देखील शहरात राहतो. परंतु मी काय केलं आहे की माझ्या घराच्या शेजारी एक गार्डन केलं आहे, आणि तिथे मी वेगवेगळ्या प्रकारचे झाडे म्हणा किंवा फुलं म्हणा, अ, याची लागवड केली आहे. मी श मला वाटते की मी शहरात राहून कुठेतरी जी बाग आहे म्हणा किंवा जे गार्डन आहे, त्याला कुठेतरी वाढवतो त्याला चांगलं करतो. तर अ, मला वाटतं की त्यामुळेच कुठेतरी मी निसर्गाशी कनेक्ट आहे. आणि मी माझ्या अ, घराच्या आज आज आजूबाजूस वेगवेगळी झाडं लावतो. तर अ, त्यामुळे मला वाटतं की, मी शहरात राहून मी कुठेतरी निसर्गाशी कनेक्ट आहे.
हं. हं. अच्छा. अरे वा! हां. हम्म. चांगलं आहे. हं. हं, हं, हं. अ, हां. बरोबर आहे. पण अ, अपार्टमेंट जे नवीन घेतात, स्वतःचं घर घेणं म्हणा किंवा रेंटलवरती अ, जे घेतात म्हणजे भाडेतत्वावरती जी लोकं येऊन घर घेतात असं, तर शहरामध्ये असं राहतात. तर तुम्ही त्यांना काय अ, सांगू शकता किंवा सल्ला देऊ शकता की त्यांनी कशाप्रकारे, काही सोपे उपाय केले पाहिजे किंवा कमी खर्चाचे उपाय केले पाहिजे, जेणेकरून ती लोकंही अ, निसर्गाशी कनेक्ट होतील?
हं, हं. हं, हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय की आपण काय केले पाहिजे, की निसर्ग हा फक्त मला वाटतं आहे की ज्यावेळेस आपण घरातून पाऊल टाकला किंवा ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर आलो. तर आपल्याला घराच्या बाहेर आल्यानंतर, तो संपूर्ण जो काही आभाळ दिसतो, आकाश दिसतं किंवा मग जे काही अ, पांढरं शुभ्र ढग असू किंवा मग जे काही उडणारे पक्षी असू, ते सुंदर, सुंदर झाडं असू किंवा मग फुलं असू हा तर खं हा तर सगळा एक निसर्गच आहे ना. मग त्याप्रकारे मला वाटते की आपण या निसर्गामध्ये आल्यानंतर, कुठेतरी आपल्याला निसर्गासला काय रिटर्न स्वरूपात देता येईल, ह्याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे नक्कीच. आता ज्याप्रकारे आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे आपण अ, झाडे लावले पाहिजे, छान-छान फुलांचे झाडे असू किंवा मग अ, फळांचे झाडे असू. पुन्हा त्यानंतर या झाडांची जपवणूक केली पाहिजे. पुन्हा निसर्ग जे काही पक्षी असू किंवा इतर लोकं ह्यांसाठी पाणी म्हणा किंवा मग जो काही अ, चारा म्हणा. हा ठेवला पाहिजे, पुन्हा निसर्गामध्ये आपण अ, काही हानी होणार नाही निसर्गाला, जसं की झाडं कापले जाणार नाही किंवा मग अ, इतर साऱ्या गोष्टी होणार नाहीत, तर मला वाटतं ह्या छोट्या-छोट्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजेत. जर आपण निसर्गाची काळजी घेतली. तर निश्चितच मला वाटतं की तो क्षण आपल्यासाठी कुठेतरी अ, कनेक्टिंगचाच असतो. आणि त्यावेळेसच आपण निसर्गाला कुठेतरी कनेक्ट होतो. तर मला वाटतं की आपण जरी शहरात गेलो, तर आपण या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, की जेणेकरून आपण देखील निसर्गाच्या सान्निध्यात राहिलो पाहिजेत.
हं. हं, हं. हां. हं. हो ना. हं. हं. हां. हो. बरोबर आहे. हं. हो. हो ना, हो ना. हं. हो. अगदी, अगदी बरोबर आहे. पण अ, काय होतं ना खूप वेळेला सार्वजनिक जागा असतील म्हणा किंवा वेगवेगळी उद्यानं असतील म्हणा अ, किंवा शाळांमधलं अ, जे आजूबाजूचं वातावरण असतं त्या त्या ठिकाणी ना निसर्गासारखं म्हणजे जे काही आपण झाडं लावणं म्हणा किंवा इतरही गोष्टी ज्या आहेत, तर त्या गोष्टी कमी दिसतात. तर अ, त्यांनी कशाप्रकारे अ, ते सगळं सांम अ, स सांभाळलं पाहिजे? काय तुम्ही सांगाल?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटतंय की हा एक खूप छान तुम्ही गोष्ट म्हटलात की उद्यानं असू, प्राणीसंग्रहालय असू, अ, छोट्या-मोठ्या बागा असू. तर अशा ठिकाणी आपण अ, नक्कीच भेट द्यायला पाहिजे. आपण त्या ठिकाणी जर भेट दिली, त्या ठिकाणी गेलो. तर मला वाटतं तो तर तो बी एक एक चांगला आपल्याशी निसर्गाशी कनेक्ट राहण्यासाठी एक मार्ग असू शकतो. परंतु तुम्ही म्हटलात तिथे कुठेतरी झाडं कमी असतात, पुन्हा काही-काही गोष्टी आपल्याला तिथं क कमी दिसतात. तर निश्चितच मला वाटतं, की आपण अ, एक अशी अ, प्रयत्न केला पाहिजे. की आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावायला पाहिजे, जास्तीत जास्त झाडे जगवायला पाहिजेत. पुन्हा मला वाटतं की गार्डन असू, उद्यान असू, अशा ठिकाणी आपण जास्त जे म्हणतात ना शोकेस नुसती काय बनावट. हे करण्यापेक्षा कुठेतरी जे वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांचे झाडे असू किंवा मग फळांचे झाडे, किंवा मग जे काही आपले अ, सुं सुंदर असे झाडं असतात छोटे-छोटे, ते झाडं लावायला पाहिजेत. जेणेकरून मुलांना झाडांविषयी माहिती मिळेल. आणि हा झाड कशाप्रकारे मानवाला कामा येतो, ह्या झाडाचा उपयोग काय त्याचे फलक देखील ला लावले पाहिजे. तर निश्चित मला वाटतं जर आपण अशा छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी उद्यानामध्ये, बागामध्ये केल्या, तर निश्चितच जे लहान मुलं आहेत ते त्या निसर्गाशी जोडतील, आणि आपणसुद्धा शहरात राहून कुठेतरी निसर्गाशी कनेक्ट होऊ शकतो.
हं. हं. अगदी. हं. हो. बरोबर. हां. हम्म. हां. बरोबर. हम्म. नक्कीच. हो ना. हं, हं. हो. हं. पण शहरी अ, जे वातावरण आहे, ते जेव्हा निसर्गाशी जे कुठेतरी जाऊन कनेक्ट होतं. तेव्हा अ, शहरी भागातल्या म जी जी काही लोकं राहतात, तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर म्हणा किंवा इतरही गोष्टींवरती खूप चांगले परिणाम दिसून येतात हे तुम्हाला नाही का वाटत?
अ, <chuckles> नक्कीच कारण पहा ना ज्याप्रकारे जर आपल्या आजूबाजूला सुंदर निसर्ग असेल, सुंदर असे उद्यानं असतील, सुंदर झाडं असतील, तर पहा ना जो आपली सकाळ आहे एकदम आनंदामध्ये एकदम उत्साहाने आणि तितक्याच उर्जेन होते. आ, आणि जर आपल्या येथे जर अ, गार्डन असेल घरासमोर. तर त्याचा आपल्या मनावर एक सकारात्मक परिणाम होतो आणि नक्कीच मला वाटतं ज्याप्रकारे आपल्या मनावर सकारात्मक परिणाम झाला तर तो आपल्या शरीरावर आपल्या आरोग्यावर आणि आपल्या जे मानसिक आरोग्य आहे ह्यावर देखील त्याचा परिणाम होतो. कारण आपण सकाळी सुंदर फुलं पाहणार त्यामुळे आपल्या मनामध्ये आनंद येणार त्यामुळे कुठेतरी जी निगेटिविटी आहे ती कमी होणार. तर निश्चित मला वाटतं, की जर आपल्या आजूबाजूला गार्डन असेल, उद्यान असेल. तर आपण तिथं भेट द्यायला पाहिजे आणि आपण त्या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे नक्कीच.
हं. हं. हं, हं. हो, बरोबर. हो ना. हो. हं. हो ना, हो, हो, हो. हं. तर या निसर्गाचा आपल्या शहरी भागाला काय उपयोग आहे हो? तुम्हाला काय वाटतं? काही सांगू शकाल? हं.
अ, नक्कीच पहा कारण आपण पाहतो शहरामध्ये आपल्याला फार अशा गोष्टी आहेत, की त्या पाहायला मिळत नाहीत, जसं की झाडं असू फुलांचे किंवा मग फळांचे किंवा मग वेगवेगळ्या गोष्टींचे. तर मला निश्चित वाटतं की शहरामध्ये आजकाल का नाही वेगवेगळ्या फॅक्टऱ्या झाल्या केमिकलच्या ह्याचे प्रमाण फार वाढले आहेत. आणि ज्याप्रकारे त्या फॅक्टरीचे प्रमाण वाढले त्याप्रकारे कुठेतरी जे प्रदूषण आहे ना, हे देखील कुठेतरी जास्त प्रमाणात होत आहे. तर ज्या प्रकारे प्रदूषण होत आहे आपल्याला ऑक्सिजन चांगला मिळत नाही किंवा मग जो आपल्याला अ, निसर्ग आहे ह्याचे महत्त्व समजत नाही. तर निश्चित मला वाटतं जर शहरामध्ये आपण अ, छोटे-छोटे जे निसर्ग आहे जसं की उद्यान असू झाडं असू अ, इतर साऱ्या गोष्टी असू. नदी तलाव हा जर आपण स्वच्छ ठेवला तर निश्चित आपल्याला एक चांगलं आरोग्य मिळेल. एक चांगली सकारात्मकता मिळेल, आपल्या मनावर आपल्या शरीरावर त्याचा एक सकारात्मक प्रभाव दिसेल. तर नक्कीच मला वाटतं जर निसर्ग आपल्या शरीरात आला तर आपल्याला त्याचे फार सकारात्मक परिणाम दिसून येतील.
हं. हं, हं. हो. हं. हं. हो ना, ते तर आहेच हो. हो, हो, हो. हं. हं. हो. ती तर आहेच बरोबर. हं. हो पण जेव्हा शहरी भागात ना खूप वेळेला असं असतं ना की अपार्टमेंट छोट्या आहेत किंवा त्या सोसायटीज छोट्या आहेत, घरं छोटी आहेत मग त्यावेळेला त्यांनी कशी अ, झाडं लावली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हो? की जेणेकरून आजूबाजूला झाडं थोडी ना थोडी तरी झाडं राहतील.
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटायला अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे की छोटे-छोटे झाडं लावायला पाहिजे जसं की गुलाबाचं झाड झालं, झेंडूचं झाड झालं, चमेली मला वाटतं की ते अगदी आपल्या बाल्कनीमध्ये देखील येऊ शकतात. आणि मला वाटतंय आपल्याला जर निसर्गाशी कनेक्ट व्हायचं तर असं फार मोठं उद्यान अ, बनविण्याची गरज नाही कुठेतरी अगदी छोट्या-छोट्या झाडातून छोट्या-छोट्या फुलातून तिथं येणारे ते फुलफाखरा असू किंवा मग तिथं येणाऱ्या त्या अ, मधमाशा असू. मला वाटतं ह्या प्रत्येक गोष्ट आपल्याला कुठेतरी निसर्गाशी कनेक्ट करते आणि मला वाटतं जर ही गोष्ट आपल्या निसर्गाशी कनेक्ट करेल तर नक्कीच आपल्या मनावर, आपल्या आरोग्यावर, आपल्या प्रत्येक गोष्टीवर एक सकारात्मक प्रभाव दिसेल. तर मला वाटतंय जरी आपल्याकडे जागा कमी असली तरी आपण तिथे असे छोटे-छोटे झाड लावून आपण एक चांगला निसर्ग आणि आपल्या निसर्गाशी कसं कनेक्ट राहील याचा विचार नक्कीच करावा.
हं. हां. हं. हो ना. हं. हं पुदिना, कोथिंबीर, हिरव्या भाज्या. हं. हं. हं. हो ना, हं, हं, हं हो. तुम्ही असं लावलंय का हो घ तुमच्या घरी आजूबाजूला अशी झाडं आणि तुम्ही प्रवृत्त करतात लोकांना असंच निसर्गाशी कनेक्ट व्हायला?
अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा मी तर भरपूर सारा मला फुलांची आवड आहे जसं की गुलाब झालं. मी अगदी गुलाबाच्या देखील 4-5 व्हरायटी लावल्या आहेत किंवा वेगवेगळ्या कलरचा गुलाब झाला. जसं लाल, गुलाबी, पिवळा मला वाटतं, की तो प्रत्येक फुल कुठेतरी मला आनंद देऊन जातं. पुन्हा त्यानंतर मी झेंडूचं झालं किंवा मग मोगरा झालं मला वाटतं की असे भरपूर सारे झाडं माझ्या बाल्कनीमध्ये लावली आहेत. तर निश्चित ज्यावेळेस मी सकाळी उठतो आणि सर्वात अगोदर मी बाल्कनीमध्ये जाऊन बसतो कारण तिथं ते निसर्ग सुंदर, ते हिरवीगार झाडं, त्याच्यावर येणारी ती सुंदर फुलं माझ्या मनाला आणि माझ्या संपूर्ण दिवसाला कुठेतरी आनंददायी अ, करून जातात त्यामुळे नक्कीच मी हे झाड लावले आहे. आणि कुठेतरी ती निसर्गाशी राहण्या कनेक्ट राहण्याचा प्रयत्न देखील करीत आहे.
अरे वाह! हं. हं. हां. हं, हं, हं. अच्छा. अरे वाह! हं. हो ना हो, मग तुम्ही इतरही लोकांना सांगता की फक्त स्वतःच लावलंय? म्हणजे असं की बाबा हां, हां, हां.
अ, नाही, नाही नक्कीच. मी इतर लोकाला देखील सांगतो की आपण देखील झाडे लावले पाहिजे, झाडे जगवले पाहिजे. मला वाटते की जवळ आपला निसर्ग सुंदर राहील तेवढेच आपले आरोग्य, आपले मन आणि आपले शरीर देखील सुंदर राहील. तर नक्कीच मी इतर लोकांना देखील एडवाइस देतो, की आपण देखील झाडे लावा, झाडे जगवा, झाडांची काळजी घ्या आणि सदैव निसर्गाच्या कनेक्टमध्ये राहा.
अच्छा. हो, हो. हं. हो ना. हम्म. हां. बरोबर, बरोबर. खरंच खूप छान माहिती दिल्यात आणि खूप छान प्रकारे सांगितलत की कशाप्रकारे तुम्ही शहरात राहूनसुद्धा, निसर्गाशी कनेक्ट राहता. किंवा इतरांनाही तुम्ही सल्ले देता आणि परत हे जे काही तुमचे अनुभव सांगितलात किंवा गप्पा अ, आपण अ, बोललो खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून पुन्हा नक्की बोलूया. खरंच तुमचे खूप खूप आभार.
अ, नक्कीच, नक्कीच. मला देखील आपल्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. चालेल भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद.
हं. हं, हं. हो.